ओके, पण काही वेळेला काय होतं माहिती आहे का घरच्यांचा म्हणा किंवा मित्रमंडळी असतील किंवा सोशल मीडिया ही असू शकतो, खूप वेळेला त्यांच्याकडून दबाव येण्याची शक्यता असते किंवा काही काही वेळेला असं होतं, की त्यांचा दबाव आहे, सो असा काही अ, किस्सा घडलाय का, जो प्रसंग तुमच्या लक्षातच राहिला आहे?
दबाव, म्हणजे ना, असा येतो की अ, कधी-कधी काय होतं, आपण सोशल मीडियावर आपण पोस्ट करतो, तर सगळ्यांनाच आपली गोष्ट आवडेल असं नाही होत ना. असं भरपूर लोकं असतात त्यांना निगेटिव्ह जेवढ्या पॉझिटिव्ह म्हणजे सकारा सकारात्मक गोष्टी होतात तेवढ्या अ, म्हणजे नकारात्मक पण येतातच त्याच्याबरोबर. मग ते असं दिसणारचं कमेंट्स, की "काय घातलं आहे हे. कसं दिसतं आहे हे. कोणी घालतं का नऊवारीवर शूज?" असं, म्हणजे मला त्या फोटोला आलेले कमेंट्स किंवा नातेवाईक म्हणे की "अगं हे काय आहे? आपण असं पदर कुठे घेतो, तू कुठे लावलंय ते? ते कशाला टाकलं तू सोशल मीडियावर, लोकं बघता आणि असं उद्या तुझं लग्न करायचं कोण काय बोलेल?" नाही, म्हणजे एक असतं, त्यांचं माइंडसेट असतं ना आता शेवटी. मग मी म्हटले, की "हां, जर मी जीन्स आणि म्हणजे मी जर वेस्टर्न कपड्यांन टाकला असता, तर तुम्हाला छान वाटला असता ना, कारण की तुम्हाला असं वाटलं की 'हां, छान आहे. पूर्ण कपडे आहेत,' असे. मग इथं पण पूर्ण कपडे आहेत ना माझे की मी कुठे काही कमी नाही करेल ना आणि मी तुमच्यासाठी नाही टाकला ना की सोशल मीडियावर की तुम्ही मला कमेंट करा. मी माझ्या स्वखुशीसाठी टाकलंय, की मला आनंद भेटलाय, मला" अ,
हम्म. हो ना. हम्म. हं. येस. <giggles> हां. हं. हं. अरे बापरे! हम्म. <laughs> अरे देवा! इथपर्यंत. हां, हां, हां, हां. हम्म. हां. तेच ना. हम्म. हम्म. मग तुम्ही उत्तर दिलं त्यांना? म्हणजे असं तुम्ही बोलताय, पण त्यांना असं सांगितलत का सगळं? हम्म.
अ, हो, हो, कारण की मी लगेच रिएक्ट करण्यापेक्षा काय आहे, ते बोलणारच आहे. आपण फक्त काय करायचं, मला पॉझिटिव्ह आहे रिस्पॉन्स, तेवढा मी उत्तर देणार. आणि मी फक्त एवढं आहे मी, की माझी मर्जी मला खूप, म्हणजे आवडलं हे आणि मला असंच आवडतं आणि मला जे स्वतःला सूट होतं, मी तेच करते की आज जसं चालू आहे मी, म्हणजे त्या अ, अनुरूप जर केलं, तर ते मला सूट पण होणार नाही आणि कम्फर्टेबल अ वाटणार नाही. मग मी त्यांना असं उत्तर देऊन टाकलं. आता ते बोलायचं ते बोलणारच, जे पण आहे ते. पण मग आपण आपल्या बाजूनी दिलं अन् आपण जर जास्त विचार नाही करत बसलो ना, तर ती गोष्ट आपल्यापर्यंत येत पण नाही.
हां. हं, हं, हं, हं. ये हां. हो, हो, हो. हम्म.

अ, मी तर अ, एक चांगलं सांगेल, की अ, ब्रँड म्हणतो ना आपण, ब्रँडपेक्षाही तुम्ही ना, लोकल मार्केट जास्त प्रिफर करा. म्हणजे कसं असतं माहितीये का? कमी बजेटमध्ये पण तुम्ही खूप छान अ, करू शकता आणि अ, कपडे ना रिपीट करायचे, म्हणजे जर तुम्ही अ, एखादा अ, साडी असेल किंवा ड्रेस असेल, तर तुम्ही अ, आता ह्या टाईम जर ह्याचा ट्रेंड केलाय त्या साडीविषयी आणि प्र अ, दुसऱ्या वेळेस आहे ना, दुसरा ट्रे म्हणजे दुसरं फॉलो करा काहीतरी. म्हणजे काय होतं, की तुमचे कपडे पण वाया जात नाही आणि त्याच्यात एक अ, क्रिएटिव्हिटी करायची. म्हणजे जेणेकरून, की अ, तो ट्रेंड पण फॉलो होतो किंवा आपली फॅशन पण दिसते आणि अ, कपडे रिपीट करायची, अ, म्हणजे रिपीट करता येतात कारण की आपण प्रत्येक टाईम, प्रत्येक फंक्शनला नवीन कपडा नाही घेऊ शकत.
हं, हं. हं, हं. ओके, हं. हां. हं, हं. हो. अच्छा, हं. हं, हं. हं, हं, हं, हं, हं. हं, हं. हो ना, तेच तर.
असतं, कारण की आपलं बजेट, म्हणजे आणि जे मागे पडलंय ते मागे पडून जातं. मग ते कधी वापरणार आपण. मग त्यापेक्षा, जर आपण ते परत रिक्रिएट केलं किंवा आता असं असतं, माहिती आहे ना, की आईची साडी, पैठणी असली आणि आईनी खूप वेळा घातलेली असते, मग तिला आता कंटाळा येतो घालायचा. मग ती बोलते, "काहीतरी कर, तू घाल." मग आपण 1-2 वेळेस घालतो. मग आपल्याला एक आयडिया सुचते, अरे, आपण ह्याचा जर छान गाऊन किंवा असं ते अ, ब्लेझरसारखं जर शिवलं, तर किती छान वाटेल ना, मग मी ती नेहमी करते. कारण की मी, मा म्हणजे आईच्या साड्यांचे ना अरे, मला ही साडी खूप आवडते, तू घालणार आहे का? नाही. मग मी ना त्याचं असं गाउन वगैरे शिवते खूप छान. म्हणजे ती ना, काय होतं, क्रिएटिव्ह होऊन जातं आणि एक फॅशन पण बनते नवीन.
हां, हां. हं. <chuckles> हां. हां, हां, यार, बरोबर हो. हं, हं. हम्म, अरे वाह! हो ना, हम्म, मग तुम्ही वॉर्डरोबसाठी काय द्याल, की लोकांच्याकडे हे-हे कपडे असलेच पाहिजे, असं काही आहे का?
हो, मला तर असं वाटतंय ना, लोकांकडे अ, ट्रॅजीश अ, ट्रेडिशनलपासून तर वेस्टर्नपर्यंत सगळे कपडे असावेत, कारण की कधी काय होतं, आपण अ, नुसते ट्रेडिशन म्हणजे काही-काही लोकं फक्त ना, अ, म्हणजे आपले पारंपरिक पद्धतीचेच अ, पोशाख घालता आणि मग त्यांना ते एक अ, रुटीन बसून जातं. तसं न करता, जर आपल्याला अ, म्हणजे जगानुसार चालायचं असेल, तर तुम्ही काही वेस्टर्न पण ठेवा. म्हणजे त्यांनी करून काय होईल, तुम्हाला ती कंबाईन करून पण घालता येतं कारण की आता इंडो वेस्टर्न अ, म्हणजे जी आहे चालू असतो ट्रेंड, तो पण करता येतो आणि वेस्टर्न पण घालता येतं. म्हणजे मला असं म्हणायचं, की त्यांनी अ, सगळ्या गोष्टी आपल्याकडे ठेवाव्यात आणि आपल्याला त्याचं कंबाईन करून पण घालता येतं.
हं. हं, हं. हां, हां. हं. हो. हं, हं, हं, हं. हम्म, मग तुमचा आत्मविश्वास ह्याबाबतीत कसा वाढलाय, काय सांगाल?
हो, माझा आत्मविश्वास, जेव्हा मला जेव्हा कोणी कॉम्प्लिमेंट देतं ना, तेव्हा जास्त वाढतो कारण, की आपण क्रिएटिव्हिटी करतो, पण जेव्हा आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणतो ना, तेव्हा तो डबल होतो आपला आत्मविश्वास, की नाही ही अ, हिने खूप छान केलेला आहे आणि खूप छान पण वाटतं आहे. मग ते अजून आपल्याला आहे ना, एकदा जर आपण तो फॅशन असा अ, केलेला असेल ना, तर दुसरा टाईम आपल्याला त्याच्यामध्ये ना, अजून काहीतरी वेगळं करण्यामध्ये इच्छा येते. आ, म्हणजे असं वाटतं, की नाही मी करू शकते. मग तो एक कॉन्फिडन्स वाढत जातो. म्हणजे लो अ, असं म्हणजे आत्मविश्वास आला आणि हे पण एक कारण असतं, की आपले कपडे.
हं. हां, <chuckles> ओके. हां. येस राइट. हम्म. हां, हां. हं, हं, हं.

हो, मला ना अ, जास्त करून असं अ, म्हणजे सेम, सेम घालायला आवडत नाही. आपण बोलतो ना की अ, कपड्यांचं एक असतं, की साडीचा, ब्लाउजचा कलर सेमच पूर्ण इथून, ज्वेलरी पण सेम. मग मला आहे ना, असं आवडत नाही इंद मला ना मिक्समॅच करायला आवडतं आणि मागे असा ट्रेंड पण होता मिक्समॅच पूर्ण. म्हणजे ज्वेलरी पण वेगळी अ, आणि ब्लाउज वगैरे पण वेगळा आणि साडी पण वेगळी असायची. तर मी असा केलेला. म्हणजे आमचा एक अ, कार्यक्रम होता ऑफिसमध्ये. असं अ, प अ, डेटसारखाच होता. तर त्यांनी एक सांगितलं होतं, की तुम्ही एक आहे ना अ, असं क्रिएटिव्ह करून या. तुमचं जे अ, ड्रेसअपवर अ, समजेल आम्हाला आणि आम्ही तुम्हाला आहे ना अ, म्हणजे पारितोषिक पण देणार असं ठरलेलं होतं. तर मग मला काही कळत नव्हतं. ट्रेंड तर चालू होते असे खूप मिसमॅचचे वगैरे की तुम्ही अ, मग मला असं वाटलं, की आपण ट्राय करूया वेगळं काहीतरी. तर मी काय केलेलं की अ, अ, मराठमोळी म्हणजे असं साडी घातलेली, पण पदर जो आपला असतो ना, तो पदर खांद्यावर न घेता कमरेला फिरवला. म्हणजे तो असा पूर्ण पॅक केला. हो आणि मग आहे ना अ, त्याच्यावरती ब्लाउज जे असतं ते हाय नेकचं शिवलेलं. म्हणजे आपण म्हणतो ना पूर्ण पॅक होऊन जाईल असं, असं पूर्ण. आणि ज्वेलरी पूर्ण आपण जी आपली प्रॉपर मराठमोळी कोल्हापुरी ज्वेलरी वगैरे असतं ना त्या. हो, साज पूर्ण तो विअर केलेला आणि जे आपलं हेअर असतं ते मी वरती फेटा बांधलेला.
हं. हं. सगळं सेम. हां. हो. हं. हम्म. हां ना. हां. हं. अच्छा, हां. हां. ओह! वेगळच काहीतरी. हां. हां, हां. कोल्हापुरी साज वगैरे. हं. अच्छा, हां.
म्हणजे हे वेगळंच होतं आणि खाली मी सँडल न घालता शूज घातलेले. <chuckles> ते, मला हां. म्हणजे मला काय होतं, की आपल्याला सँडल घालून मी ते कम्फर्टेबल चालता नाही येणार ना, शेवटी काय किती झालं तरी. आणि मला शूजवर एकदम कम्फर्टेबल वाटतं, कारण की माझं काय होतं, की मला कम्फर्टेबल पाहिजे. मला जे छान वाटेल तेच. पण तो लूक आहे ना खूप छान म्हणजे झाला आणि त्याच्यानंतर आहे ना, बघा खूप सारे ट्रेंड आले की अ, शूज घालून हे करायचं. म्हणजे घागराच्या खाली पण शूज वगैरे. त्याच्यानंतर खूप सारे पाहिले मी. म्हणजे एक असा बोलतो ना, की आपण घाबरतो ते करायला, पण मग जर न घाबरते आपण हो, सहज करतो आणि आपल्याला काय असतं की स्वतः कम्फर्टेबल पाहिजे. स्वतः विषयी की हं, नाही मला सूट होतं आहे बस झालं, लोकं काहीही बोलणार. मला छान दिसतं आहे ना कारण की आपला कॉन्फिडन्स तिथूनच आपल्या चेहऱ्यावर येतो आणि आपण मग छान दिसतो. आणि त्याच्यात मला ना कॉम्प्लिमेंट खूप साऱ्या आल्या, की हा लूक काहीतरी हटके लूक आहे. म्हणजे तू योद्ध्याला पण जाऊ शकते असं रेडी होऊन. एवढं छान वाटत होतं ते. म्हणजे तुला इन्स्टंट जरी आता तुझं अ, म्हणजे तुला काही पटकन काही मागे चोर जरी लागली ना म्हणी तू पटकन पळशील ह्याच्यात. म्हणजे तू <chuckles> कारण की कम्फर्टेबल आहे ना आणि इतकं फॅशन आहे आणि इतकं छान दिसत होतं आणि म्हणजे खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट आल्या त्याच्याबद्दल मला.
हां ना. <laughs> एकदम फ्युजन टच. हं. हं, हं, हं. हं. हां. <chuckles> ओके, हां. हां, लोकं सहज करून जातात. हम्म. हो. हम्म, कसल्या? अच्छा. हां, हां, हां. अरे बापरे! हां. धावशील. हो तेच ना. कम्फर्टेबलपण आणि फॅशनपण. हम्म.